हो. म्हणजे मी काय करायचे, माझे जे काही नोटबुक्स वगैरे होते ना, त्याचे पेजेस उरलेले जे असायचे, तेच पेजेस ना मी रियूज करायचे. त्या पेजेस पासूनच बनवायचं त्याच्या त्याच्यानेच काहीतरी कार्ड्स नंतर मग आपली ड्रॉइंग अ, ड्रॉइंगबुक असते त्याचे अ, पेज उरलेले असले. त्याच पेजेसने मी ग्रीटिंग-कार्ड किंवा मग काहीतरी क्राफ्ट असं बनवून त्याच्यावर चिकटक चिकटवायचं. नाहीतर मग आपले जर्नल अर्धच भरतं, अर्धं कधी-कधी रिकामंच असतं. त्याचे जे पृष्ठ असतात ते तसे पृष्ठ लवकर भेटत नाही बाजारात. मग ते तेवढे टणक पृष्ठ त्याच्यावरनं मी फ्रेम बनवायचे. म्हणजे, असा रियूज करत असायचे मी.
हं. अरे वाह! हं. <chuckles> नाही. नक्कीच. अरे वाह! नाही, नाही. नक्कीच. अ, तुम्ही खूप असे गिफ्ट बनवले. परंतु तुम्हाला आज आठवतंय का, असं एखादं सर्वात बेस्ट हँडमेड अ, गिफ्ट तुमच्याचान तयार झालं आणि ते तुम्हाला आतापर्यंतच्या गिफ्टपेक्षा सर्वात बेस्ट वाटतं आणि का वाटतं ह्याबद्दल एखादा आपला अनुभव आहे का? थोडक्यात.
हो. म्हणजे मला दिलं, की मी बनवून दिलेलं. <chuckles> मी बनवून दिलेलं असतं ना, मी माझ्या आईसाठी जे एक हे बनवलं होतं ना, मग रेसिपी-बुक म्हणून बनवलं होतं. त्यात मी तिच्या सार सगळ्या रेसिपीज लिहून काढल्या होत्या, ज्या तिने मला शिकवलेल्या. ते तिला तिन जेव्हा दिलं तेव्हा तिला सगळं असं म्हणजे आठवण झाली की “अरे, हे तर मी रोज बनवून घेते, मला माहितही नव्हतं, की एवढं सुंदर याला लिहू शकतं.” हो. तर तो खूप सुंदर अनुभव होता माझा.
हं. हो. होत. हं. अरे बापरे! <chuckles> नाही, नाही. अरे बाप रे! <chuckles> नक्कीच, नक्कीच. नाही, नाही. हं, हं. नाही, नाही. खरंच अ, वा! तुमचे जे विचार आहेत. ते खरंच खूप छान वाटलं, की हँडमेड गिफ्ट अ, बनवताना ज्या तुमच्या भावना आहेत, जी तुमची क्रिएटिव्हिटी आहे, जे तुमचे एफर्ट आहेत. तुम्ही किती प्रमाणे त्या गोष्टींमध्ये टाकतात हे खरंच जाणून खूप आनंद झाला आणि खरंच तुमचे जे अनुभव आहेत ते खरंच कुठेतरी मला इन्स्पायरिंग करणारे आहेत. खरंच तुम्ही जे काही तो माझ्याशी शेअर केलं, खरंच अ, खूप छान वाटलं ऐकून, चालेल भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच एखाद्या गोष्टी
हो. हो. मलाही छान वाटलं बोलून. हो. हो. नक्कीच खूप, खूप धन्यवाद.
चालेल, चालेल, खूप-खूप धन्यवाद, थँक यू.

अ, नाही. मग त्यावेळी मी त्यांच्या निवडीप्रमाणे आणि माझ्या म्हणजे मला काय करता येईल? हे दोन्ही मिक्स करून बनवते. की बाबा त्यांना जर अ, संगीताची आवड आहे, तर त्या रिलेटेड, त्या संबंधातील जेवढ्या वस्तू असतील त्या सगळ्या एकत्रित असं कल्पना करून काहीतरी बनवायचं. अ, त्यानंतर मी मग त्याच्यासाठी मी दिवस-रात्र एक करते. मी तेच म्हटले ना की आपल्या व्यक्तीसाठी वेळ काढावाच लागतो. मला तर जर दिवसभरात नाही वेळ मिळत आहे ना मी रात्री 2 तास जास्त जागेल. ते काम पूर्ण करेल आणि ते काम पूर्ण झाल्यावर वाटतं. मी त्या क्षणाला भेट दिली आहे. म्हणजे तो एकदम छान अनुभव असतो एक अ, समाधान देणारा असतो तो मनाला की काय मस्त बनवलं?
अ, हं, अच्छा, अच्छा. <chuckles> नक्की. <chuckles> नाही, नाही नक्कीच. ज्यावेळेस आपण एखादा हँडमेड गिफ्ट बनवितो खरंच आपल्या मनावर खूप समाधान असतं. आणि तितकंच त्या व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम असतं. परंतु कसं असतं? आता तुम्ही जसं म्हटलात की "मी माझ्या मनासारखी आणि त्यांच्या थोडी आवडीप्रमाणे" अ, कुठेतरी हँडमेड गिफ्ट बनवण्याचा प्रयत्न करते. परंतु ज्यावेळेस मग तुम्ही त्यांना गिफ्ट देतात, तर तुमच्या मनामध्ये एक्साईटमेंट असते का नर्व्हसनेस असते? की अ, खरंच बाबा आपण हे गिफ्ट देतो, चांगले वाटेल का नाही? असं काही तुमचा अनुभव आहे का तुमचा?
हो. अरे! अ, हो. नाही फारच म्हणजे मी फारच अशी एक्साइटेड असते, खूप उत्साहित असते मी समोरच्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासाठी. म्हणजे म्हणता येईल की मी अ, एकदा तर तसंच केलेलं. माझ्या बेस्टफ्रेंडला मी गिफ्ट केला खास मैत्रिणीसाठी मी एक हे बनवलं होतं हँडमेड गिफ्ट. ते ती बघते, काय करते? त्याच्यासाठी मी दुसऱ्या मैत्रिणीला सांगून ठेवलेलं की तू "अरे! तू कॅमेरा ऑन ठेवायचा हां व्हिडिओ <laughs> तिच्या वाढदिवसाचं" हं. तिला म्हटलं "अगं, तू आमचं सगळं रेकॉर्ड करायचं बरं का?" मला कारण तो क्षण ना अजिबात मिस करायचा नसतो. मला एक-एक म्हणजे सगळे हावभाव, सगळं असं डोक्यात, म्हणतो ना मनात साठवून ठेवायचं असतं ती आठवण. <chuckles> आणि माझे ने आत्तापर्यंत तर सगळेच अ, गिफ्ट असे झाले की आवडलेच आहेत. त्यामुळे <laughs> हो, मला तो चांगलाच अनुभव आहे की आवडतात.
<chuckles> अरे वाह! हं. <chuckles> अरे बापरे! हं, हं. <laughs> नाही, नाही. नक्कीच, नक्कीच. अ, पर हं, हं. नाही, नाही. नक्कीच, नक्कीच. खरंच अ ते गिफ्ट दिल्यानंतर आपल्या मनामध्ये जी एक्साईटमेंट असते, जो आनंद असतो अ, तर खरंच कुठेतरी खूप वेगळा असतो. बरं तुम्हाला काय वाटतंय? जे हँडमेड गिफ्ट आहेत, हे दुकानात अ, दुकानातून विकत आणलेल्या गिफ्टपेक्षा कशी वेगळी असू शकतात? आणि त्यामध्ये काय आपल्या ज्या भावना त्या दडलेल्या असतात?
हो. हो.

हां, म्हणजे आपण म्हणतो ना की गिफ्ट म्हणजे वस्तू नाही आहे, ती भावना आहे. तर मग त्यानंतर ना मी दर मोठ्या प्रसंगी अ, म्हणजे हँडमेड अ, काहीतरी बनवत आले होते. जसं की कार्ड्स तेव्हा बनवलेलं. तिथून सुरुवात झाली, मग त्यानंतर ना मी आईसाठी सगळ्यात पहिले म्हणता येईल की एक अ, स्क्रॅपबुक येतं ना बघा, आपण म्हणतो की ज्याच्यात सगळे फोटोस, मग अ, त्याच्या बाजूला त्याच्या व्य अ, त्या फोटोविषयी लिहिलेलं असतं की त्या क्षणात आपण काय जगत होतो? असं. मग मी अ, ही स्क्रॅपबुक एक बनवली, जेव्हा मला असं थोडं मोठं होतं, आपण सगळ्या गोष्टी समजायला लागतात. तर मग तेव्हा, ती जी म्हणतो ना आपण की ती भावना खूप छान असं हे झालं मला की आई आणि माझं नातं अजून सुधारलं, अजून जवळ आलो जास्त. तिला इतकी आवडली ती. कारण तिने या आधी कधी तो कन्सेप्टही बघितला नव्हता की असं ही काय असतं. आता फोटोसचे अल्बम असतात पण अल्बम, म्हणजे फोटोच्या बाजूला काही त्या क्षणाविषयी लिहिणं? म्हणजे हे नवीन कल्पना होती तिच्यासाठी आणि माझ्यासाठी ही फार नवीन होतं हे. पण तिला खूप आवडलं.
हं. <chuckles> अरे बापरे! हं. हो, अगदी. हं. अच्छा! हं. अ, <chuckles> नाही नक्कीच कुठेत हं. अ हं. हं. <chuckles> नाही, नाही, नक्कीच. अ, तुम्ही हां. म्हटल्याप्रमाणे कुठेतरी अ, ज्याप्रकारे तुमच्या आईचे आणि तुमचे नाते कुठेतरी या हँडमेड गिफ्टमध्ये सुधारले किंवा त्यामध्ये घट्टता आली. नाही, खरंच ही खूप आपुलकीची गोष्ट आहे. पहा ना ज्यावेळेस आपण एखांद गिफ्ट देतो, पैशानं विकत. अ, भलेही ते गिफ्ट कितीही पैश्याचं मौल्यवान असू किंवा महाग असू. पण त्यामध्ये जे म्हणतात ना आपुलकी, जिव्हाळेपणा किंवा <chuckles> मग ती जे आपली भावना, ती कुठेतरी प्रकट होत नाहीत. निश्चितच कुठेतरी जे आपले हँडमेड गिफ्ट आहे. ह्याच्या माध्यमातून ती भावना, ती आपुलकी, कुठेतरी आपल्याला प्रकट होत असते. परंतु कसं असतं आहे ना? ज्यावेळेस आपण गिफ्ट बनवतो, त्यावेळेस आपल्याला अनेक प्रकारची डिझाइन, रंग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी अ, ध्यानात ठेवावे लागतात. खास म्हणजे ते जर गिफ्ट हँडमेड असेल तर. तर तुम्ही कशाप्रकारे जे गिफ्ट आहे, त्याचे रंग, डिझाइन हे कशाप्रकारे ठरवतात? आणि त्याप्रकारे तुम्ही कसं ते गिफ्ट तयार करतात?
हो. हो. हां. अगदी बरोबर. हं. हो. हो. हो.